असं म्हणतात की अ, कपड्यांमुळे ते ड्रेसिंगने माणसाच्या अ, वागण्यात, आत्मविश्वासमध्ये असा फरक पडत असतो. तर तुम्ही काही सांगाल का? की ह्याच ड्रेसिंगने तुमच्या मनस्थितीवर कसा परिणाम होतो?
खरंच खूप छान परिणाम होतो माझा. म्हणजे कपडे आहे ना लिटरली मला असं वाटतं की खरंच ते आत्मविश्वास देतात. ते जितका आत्मविश्वास देतात कधी-कधी आत्मविश्वास आपल्याला आहे ना कॉन्फिडन्सची वाटही लावू शकतात आणि वाढवूही शकतात. पण साधारणपणे हो.
हां, हां. अरे! अच्छा.
म्हणजे अ, राइट क्लोथ्स ऍट राइट प्लेस बोलतात ना, योग्य कपडे योग्य जागी घातले तरच ते कॉन्फिडन्स देतील ना, असंय. <clears throat> म्हणजे की अ, आता जर सपोज मी असं बोलेल की काहीतरी होळी वगैरे आहे, होळीचा सीझन आहे तिथं जर मी सूट-बूट घालून गेलो तर ते नाही चालेल. म्हणजे योग्य कपडे योग्य जागेवर असायला पाहिजे. तर ड्रेसिंगनी डेफिनिटली मला असं वाटतं की आहे ना माझी तरी मनस्थितीवर आहे ना, इतका छान परिणाम केलाय ना की अ, म मला ला आवडतं म्हणजे माझी आवड आहे, असं स्टायलिश राहणं छान-छान कप कपडे घालणं है ना? आणि छान दिसणं. मला असं वाटतं की स्वच्छ राहणं सर्वात महत्त्वाचं, स्वच्छ राहणं, हायजिनिक राहणं, तुमच्या अंगाचा वास न येता फ्रेगरंन्स येणं, हे मला आवडतं कुठेतरी आणि हे माझ्या मनस्थितीला एकदम बोलतात ना शांतता देते, माझा कॉन्फिडंट वाढवत.
हां, हां. हं. हां. हो, हो. हां, हां. हां, बरोबर. मग अ, असे काही क्षण आहे का, की ज्यामध्ये म्हणजे तुम्ही असे अ, तुमच्या आवडीचे किंवा ज्याच्याने तुम्हाला छान वाटतं, असे कपडे घातलेत आणि त्यामुळे तुमचा मूड बदलला?
हं. हं. अ, हो. असे बरेच आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगेल, की बरेच ठिकाण, पण एक जे आहे की आमचं जेव्हा मला काही अं, अ, मीटिंग्स अशा असतात किंवा इव्हेंट्स असतात आमचे असे, आमच्या ऑफिसचे, अ, तर तिथे मला नेहमी सूट्सवर जावं लागतं असं. सूटच घालावं लागतं. तर मग मला आहे ना जेव्हा तो सूट जेव्हा मी घालतो बघा माझा गो-टू लूक जो आहे ना, म्हणजे कुठेही जायचं असेल, कम्फरटेबल जे राहणं बोलतात ना तर मला ते एक ट्रक पॅन्ट आणि टी-शर्ट.
हं, हं. अच्छा. हं, हं.
ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट आहे ना मला एकदम कम्फरटेबल वाटतं. म्हणजे मी प्रवासात देखील ते घालू शकतो, फ्लाईटमध्ये पण ते वेअर करू शकतो. मला काही नाही. कुठेही जायला मला जर सांगितलं ना, तो कम्फरटेबल लूक माझा, गो-टू लूक चलो ह्या कपड्यावर आपण कुठेही जाऊ शकतो, म्हणजे कुठेही काही प्रॉब्लेम नाही.
हो, की. हां. हं, हं. हां. कम्फरटेबल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला आवडतं. हं, हं.
म्हणजे कम्फरटेबल हां. मला आवडतं बस. पण हेच जर सपोज मी जसं बोललो ना की अ, माझ्या आत्मविश्वासावर कसा परिणाम करतो, मनस्थितीवर तर जेव्हा माझे हे इव्हेंट्स असतात ना, ऑफिसचे इव्हेंट्स असतात तर मला एक प्लस पॉइंट आहे माझ्या आयुष्यामध्ये तो मी ऑल्वेज ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी की मी 6.2 माझी हाईट आहे, 6.2 तर तसं टॉल आहे मी आणि तशीच मी त्या बॉडीला छान दिसण्यासाठी तशी बॉडीही बनवली आहे, त्या शरीराला, की अ, फिसिक एक कदाचित जेनेटिक ही असू शकतो असं सांग सांगेल मी. पण मी त्याला छान मेंटेन केली आहे आणि छान वाटतात कुठलेही कपडे घातले तर. तर मग जेव्हा मी तो सूट घालतो आणि त्यानंतर जेव्हा माझा तो शूज असतो, त्यानंतर त्या त्याच्यावर माझी एक वॉच असते, त्याच्यानंतर माझा मस्त एक बोलतात ना, सनग्लासेस असतो माझा, ग्लेर्स असतो, छानसा परफ्यूम वगैरे मारलेला असतो हे ना? आणि ते जो सूट जेव्हा मी घालून बाहेर निघतो ना, तर मी तुम्हाला सांगतो की त्या सूटवर जो माझा वॉक आहे, तो सूट मला परमीशनच देत नाही की मी चुकीच्या पद्धतीने चालावं.
हां, हां. हो. खूपच चांगलं आहे तब्यतीला. हां. ओ! नक्क
तो मला आहे ना, ते ऑर्डरच देत नाही. मी त्याच्यामध्ये जेव्हा चालतो ना, तर जसं मी माझ्या ट्रॅक पॅंटवर किंवा घरी जर असलो शॉर्ट्सवर आणि टी-शर्ट्सवर स्लेडवेअर असतो. तर कसं मुलं असतात ना चड्डीवर बसलेले घरात. तर कसेही बसतात, कसेही चालतात. मग बोलता ना, "ए आई, हे दे गं, ते दे गं, हे कर गं," असं जे घरामध्ये जे बोलणं असत. पण जेव्हा तुम्ही सूट घालतात आणि जेव्हा मी जसं जातो ऑफिसमध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी कधी म इंग्लिश बोलत नसेल. पण त्या क्षणाला जेव्हा मी सूट घालतो, जर मला कोणाला काही आवाज द्यायचा असेल तेव्हा माझ्या तोंडातून ते इंग्लिश ऑटोमॅटिकली निघतं. एक्सक्यूज मी.
हां. हां. हां, हां, हां. हं, हं. हां, हां. ओ!
तर मग ते तो सूट आहे ना, मला "अरे, मित्रा इथे ये," असं नाही तो
<chuckles> हां. नाही होत. बरोबर, बरोबर. एक अ, वेगळं आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो.
तेच आहे आणि बसताना पण कसं आहे ना, मुलं कसे असे पाय असे सोडून बसलेले असतात एकदम. असे असे सोफ्यावर बसले की एखादा काय बोलतात <chuckles> एखादा बैल लोळतोय असं वाटतं ना, तर तसे बसलेले असतील नेहमी मुलं. पण ते सूट जेव्हा वेअर करतो ना, तुम्ही मी एकदम कम्फर्टेबलचं बसतो. माझे पाय प्रॉपरचं असतात. बघतानाही कोणाला बघायचं आहे किंवा काय करायचं असं झटकन अशी मान ते सीरियलसारखी नाही फिरवत. एकदम बोलतात ना, आरामात बघायचं कोणाला, "येस, ओके" असं. कॉन्फिडेंट देत तो सूट. मला असं वाटतं की मला ते सूट घातल्यावर तो फील तसा येतो. हं आत्मविश्वास.
हं, हं. आरामात. हां, हां. हं. हां, हां. <chuckles> हं. बरोबर. हां. त्याच पद्धतीचे तुम्ही नियम पाळतात म्हणजे. असं कसंही अ, हे नाही केलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच छान सांगितलं.
हां, अगदी. अलाव नाही करत. <laughs>
<chuckles> मग अ, असं कधी झालंय का, की तुमचा मूड खराब आहे आणि तुम्ही तो ड्रेस किंवा आणखीन असं कुठलं ड्रेसिंग तुम्ही केलं आणि तुमचा मूड अगदी छान बदलला, असंही कधी झालेलं आहे का?
हं. अ, बघा कधी-कधी काय होतं ना, की अचानक आपण काहीतरी घालून निघतोय यार, काय असंच हं. काहीतरी असं अचानक कधीतरी. नाही ठरवत आपण.
हं.
असंच घालून ऑफिसला निघून गेलो, आज एखादा जुना शर्ट काढला आपण अ, आणि मी जेव्हा घालून ऑफिसला गेलो. तर, आतापर्यंत ठीक आहे. ओके चाललाय दिवस. एकाच वेळी कोणीतरी उठतं आणि बोलतो, अरे, आज तू छान दिसतो.
हां, हां. हां.
अ, माझं लक्ष नव्हतं तोपर्यंत
हां. अच्छा.
माझं लक्ष नव्हतं. पण जेव्हा तो मला बोलतो, की "आज तू छान दिसतो." एक माणूस कं मग अ, कॉम्प्लिमेंट घेतो. मग एखादी मुलगी बोलते, की तुझ्या शर्टचा कलर मला आज छान वाटतोय. आज वेगळा दिसतोय, मस्त दिसतो. असं जर कोणी बोलतं. ऑटोमॅटिकली तेव्हा कसं असतं, की मी जरी मूडमध्ये नव्हतो, मला काही त्या गोष्टीचा भान नव्हता. अचानक माझा मूड चेंज होतोय. कॉम्प्लिमेंट कोणाला नाही आवडत ना? आणि अचानक त्या कपड्यांना, त्या पोशाखाला, त्या स ड्रेसिंगला कॉम्प्लिमेंट आले तर आपण. मग मी परत एकदा आरशामध्ये जाऊन बघतो स्वतःला, की अरे इतका छान दिसतोय मी आज. <chuckles>
हां, हां. हं, हं. हो, हो. <laughs>
<chuckles> इतकं तर नाहीये या शर्टमध्ये किंवा या ड्रेसिंगमध्ये इतकं काही नाहीये. तर मग असं होतं. बऱ्याचदा प्रत्येकाशी होत असेल मला असं वाटतं, की आपल्याला भान माहिती नसतं, कॉम्प्लिमेंट दिल्यावर आपल्याला आणि मूड बनवतात. कॉम्प्लिमेंट प्रत्येकाची मूड बनवतात. मुलांचे तर खूप बनवता मी असं सा सांगेल तुम्हाला. पण मुली कॉम्प्लिमेंट द्यायला तयारच नाही ना. एकदा देऊन तर बघा. आम्हीपण ब्लश करतो.
हां. हो, हो. हो. हो. हो. <chuckles> मुलींना त अ, सांगावं लागेल मग तसं, की मुलींनी आता दिलं पाहिजे.
<chuckles> हो, दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. <chuckles>
<chuckles> मग अ, यामध्ये तुम्ही अ, तुमचं ड्रेसिंग जेव्हा तुम्ही चॉईस करत असतात, त्यावेळेस असा काही विचार असतो का पर्टिक्युलर कलर असाच पाहिजे किंवा कम्फर्टच पाहिजे किंवा एकदम अ, परफेक्ट फिटिंगमध्ये पाहिजे. अशा तुमच्या काही चॉइसेस आहेत का? म्हणजे कशाला तुम्ही जास्त प्राधान्य देतात?
हं, हं. हं, हं. बघा, तिन्ही गोष्टी मॅटर करतात. कम्फर्ट तर मॅटर करतोच. अ, कारण की कम्फर्टच नाही आहे, तर त्याला अर्थच नाही आहे. म्हणजे बरेच लोकं असे असतात ना आणि महत्त्वाचं काय आहे ना, की जे ड्रेसिंग तुम्हाला सूट होते
हं, हं.
आणि जर ते लोकांना काही वाटो, तुम्ही जर त्याला कॉन्फिडेंटली कॅरी करतायत ना, देन दॅट्स इट. असं आहे. जर समोरचा व्यक्ती त्याला ते तो बोलेल, की "नाही, तू छान नाही दिसत आहे," डझन्ट मॅटर. तुम्ही कॅरी करताहेत. तुम्हाला छान वाटतंय, तर मग ते छान आहे. माझं असं एक मत आहे. आता जसं माझं आहे की कम्फर्ट जो मला जर एखाद्या कपड्यांमध्ये मला कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो. आणि मग ते आता कुठे जसं मला जायचं असेल, कलरचं मी तुम्हाला सांगतो, की प्रत्येकाला एक त्यांचा फेव्हरीट कलर असतो. इंटरव्ह्यूला जाताय जायचं असेल, तर मला हाच कलर घालायचा आहे. किंवा मला इ इव्हेंटला जायचं आहे, तर मला हाच कलर घालायचा आहे. तर ठरलेला असतो ना प्रत्येकाचा, की कारण की त्या कलरमुळे त्याला काहीतरी एक नवीन वाईब येते. एक त्याला त्याचा मूड थोडा कुठेतरी रंगवतो त्या व्यक्तीचा. तर माझंही तसंच आहे. तर मला एक ब्लॅक कलर जो आहे
हां, हां. हां, हां. हां. अच्छा. हो, हो. हो, हो. अ, हो.
तो खूप आवडतो असं. कुठेही जर इव्हेंट वगैरे असला, तर मग मला माहिती आहे की तो आवडतो मला. तर मग जेव्हा मी घेईल, तेव्हा पण जर मी बघेल ना, की त्याची फिटिंग कशी आहे? जर त्याची फिटिंग मला परफेक्ट येत नाहीतर मी तो घेणारच नाही. ती ड्रेसिंग मला कुठेतरी जरी तो कलर कितीही छान आहे तो एकदम सुंदर, जगातला सर्वात सुंदर कलर असेल. पण जर तो मला फिटच होत नाही आहे, तर माझ्या अंगावर तो येतच नाही, तर मग मी त्याला घेऊच शकत नाही. तर आपण चूज करताना तसा चूज करतो मी, की नाही, हा मला कम्फर्ट झालाय आता. फिटिंग आली आहे, कम्फर्टेबल वाटतं आहे. लूज आहे, हात वरती जातोय, पँट असंही नाही की श्वास घ्यायला म्हणजे पूर्ण पोट आत घेतलंय आणि एक त्या बटनवर माझा लोड आलाय एका बटनवर आणि मग तो पोट सोडलं की बटन तुटेल असं असंही नको आहे ना. तर हेही मॅटर करतं. हं.
नक्क हां, हां. हं, हं. हां, हां. <chuckles> बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टी अशा मॅटर करतात. म्हणजे काहींना असतं ना, की अरे मला हा कलर आवडला तर ठीक आहे, अ, लूज असेल तरी चालेल किंवा असं एक ट्रेंडमध्ये आहे ना आता, की अ, ओव्हरसाइज्ड घालतात, त्याला फॅशन म्हणतात. अ हां, म्हणजे असं पण असतं. तर अ, तुम्हाला
हं. हं, हं. हं, हं. ओव्हरसाइझ. येस, येस. हं. हां, म्हणजे ते जे लूक असतात ना, ते कसं की घरी आता बघा ना, घरी मी सूट्समध्ये नाही बसणार आहे, घरी मी फॉर्मल्समध्ये नाही. तेव्हा कसे आहे ना, ते कपडे कसे पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. लूज, ढिले, ढगले, मस्त सुटसुटीत हवा आलेली, असं. म्हणजे
हं.
तर मग ते घरी ते तिथे आजूबाजूला जाताना.
नाही तर, आता आता कसं आजकाल बाहेर पण घालतात हे, म्हणजे असं बघितलेलं आहे मी. म्हणजे ओव्हरसाईज जे असतात अ, किंवा बॉक्सी टाईप, म्हणून असं जरा फॅशन आहे. तर त्याचा शर्ट असू द्या किंवा अ, टी-शर्ट असू द्या, लोकं घालतात बाहेर, म्हणजे असं घरातच नाही ना
बॅगी स्टाईल. हं, हं. येस, येस, येस. हो, हो, हो, हो, हं. हो, हो, हो. हो, हो. अगदीच ना.
तर अ, पर म्हणजे तेच की अ, प्रत्येकाची एक चॉईस असते. तुमची तशी आहे की सगळं फिटिंगमध्ये पाहिजे, सगळं छान पाहिजे आणि कम्फर्टही पाहिजे. तर मग अ, अ, समजा जर कोणाला असं ड्रेसिंगच्या याच्यावर काही बदल करायचे असतील किंवा अ, काही सुरुवातच करायची असेल आणि पण त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढला पाहिजे, तर अशा काही 2-3 प्रॅक्टिकल छोट्या टिप्स सांगाल का?
येस, येस. हं, हं, हं. अगदीच हं. हं, हं. हं. अ, बघा सर्वात आधी सर्वात सिम्पल स्टेप, की तुम्ही आहे ना छान क्लीन रहा. आणि ह्यांना चांगलेत चांगले परफ्युम वापरा. स्वस्तात जरी असले ना, तरी चालेल. तुमचा वास नाहीतर, तुमच्या अंगातून आहे ना, फ्रेग्रन्स आला पाहिजे, पहिली गोष्ट. मग तुमचे कपडे चांगले नाही ना, तरी मॅटर नाही करत. स्वच्छ राहा जेणेकरून लोकं तुमच्या आजूबाजूला येऊ शकतात. हे ना. नीट अँड क्लीन.
हां, हां. हां, हां. हो. हां, हां.
काय करू शकतो? तुमचे घाण कपडे आहेत ना, त्याला स्वच्छ करा. तुमच्याकडे नाहीये ना स्टाइल, स्टार्ट. जर स्टार्ट करायचंय, स्वच्छ राहा. कपडे जर प्रेस नाहीये, तर त्याला प्रेस करा. छानशी हेयर स्टाइल करा, स्वतःला एकदम वेळोवेळीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं जरा लक्ष द्या. शूज जर तुमचे स घाण असतील, तर नेहमी त्याला साफ ठेवा. एक छानशी घडी घाला जर नसेल तरी, मग साधी ₹100-₹150 रुपयाची पण येते. तर मग असं सर्वात आधी तुम्ही असं राहा. बेसिक. हे ना. मग त्याच्यानंतर काय करू शकतो ना, की मग तुम्ही सर्वात आधी आहे ना, तुमचा बॉडीचा टाइप बघा की काय आहे.
हां. हं, हं.
तुम्ही जर आहे ना, गोरे आहात आणि मग तुमच्या बॉडीला कुठले कलर सूट होताहेत तर मग तसे कपडे घाला तुम्ही. हे ना. भलत्याच ही घालत बसू नका. एक बॉडीचा एक पॅटर्न असतो. आपल्या बॉडीचा पॅटर्न समजणं गरजेचं आहे. फक्त मॉडलच सुंदर नाही दि दिसत. प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसतो. आता जे ज जाड लोकं असतात त्यांना मी बघतो ना, ते इतके छान दिसतात. कारण की त्यांना माहिती आहे की कुठल्या टाइपचे कपडे मी आता घातले पाहिजेत.
हां, हां.
है ना? तर त्यांना ते माहिती झालंय बाब. जर कोणी डार्क कॉम्प्लेक्सचं आहे तर त्यांना माहिती पाहिजे की त्यांनी काय कपडे घालावे, कशी फिटिंगज् घालावी. तर सर्वात आधी आपला बॉडी टाइप समजून घेणं आणि आपल्या बॉडी टाइपला, काय सूट होतय ते समजून घेणं. तर मग त्याला खर्चिक गोष्टी नसतात, ते बेसिक आहे. इतक्या जरी गोष्टी जर स्टार्टिंगला समजलं आणि स्टार्ट केलं ना मग कपडे कुठलेही तुम्हाला सूट होतील, कारण की तुम्हाला तुमचा 1 बॉडी टाइप आणि 1 पॅटर्न भेटलाय, मग त्याला फॉलो करा आणि मग नंतर-नंतर एक्सपेरिमेंट करून तुम्हाला ट्रेंडशी कनेक्ट करायचंय तर मग ट्रेंडशी कनेक्ट करा, सिंपल.
नक्कीच. हं, हो. हं. नक्कीच. हां, हां. छान सांगितलं तुम्ही कारण अ, ही गोष्ट खूप लोकं बघत नाही, खूप म्हणजे बरीचशी लोकं बघत नाही कारण अ, अ, कसं असतं की अ, कपडे बघितल्यावर असं वाटतं, की हे छान आहे, हा ड्रेस छान आहे किंवा अ, हा शर्ट छान आहे आणि तसा तसाच घेतला जातो, ना की मला सूट करेल की नाही किंवा काय नाही अ, हे जास्त करून अशीच चॉइस करतात लोकं. पण अ, तुम्ही छान सांगितलं म्हणजे अगदी बेसिक, जे अगदी अ, म्हणतो ना आपण अ, खर्चिक पण नाही आहे, याबद्दल तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली आणि स्वतःचे पण अनुभव खूप छान सांगितले, तर तुमच्याशी बोलून हा संवाद करून खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया, धन्यवाद.
हम्म. इग्झॅ हं, हं. मलाही छान वाटलं तुमच्याशी बोलून, नक्कीच पुन्हा भेटूया, तुमचेही आभार आणि धन्यवाद.
धन्यवाद.